प्रत्येकाला गोष्टी खूप आवडतात. म्हणजे लहानपाणापासूनच आपण आपला अ, अभ्यास जे काही शिकतो ते गोष्टीच्या स्वरूपात शिकतो. तर अ, तुम्ही एखाद्याला प्रेरित करण्यासाठी कधी कथा, म्हणजे एखादी कथा वापरली आहे का? किंवा एखाद्याला तुम्ही कशी प्रेरणा देता कथेवरून हे सांगाल का? एखादं उदाहरण?
हं. हं. हं. हो, हो नक्कीच अ, अ, कसं आहे. मी प्राध्यापक म्हणून काम केलंय बरेच विषय त्याच्यातले थिअरेटिकल विषय शिकवलेत. तर तसं करतांना कुठलाही जड विषय सोपा करायचा असेल तर स्टोरी टेलिंग. एखादी कथा सांगून त्याच्यातनं अ, प्रेरित करणं, मी एक उदाहरण देतो. अ, मला आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता कशी अ, डेव्हलप करावी? सगळ्यांनीच नोकऱ्या मागू नयेत. कुणीतरी व्यवसाय सुरू केला पाहिजे.
अच्छा. हं, हं, हं. हं, हं. हो. हो, हो. बरं, हं. अच्छा. बरोबर. कोणीतरी नोकऱ्या बनवल्या पण पाहिजे, बरोबर. <chuckles>
करेक्ट. तर, हे शिकवण्यासाठी मी एक गोष्ट अ, सांगतो. काय होतं अ, एक गाव होतं. त्या गावामध्ये एक छोटसं गाव होतं. त्या गावामध्ये एक अ
हं. हं, हं.
तरुण मुलगा होता ज्याला अ, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्याच्याकडे बिचाऱ्याकडे ना, शेती होती, ना व्यापार होता, ना काही फारसं काही नव्हतं. आणि शाळेतला त्याचा एक मित्र होता.
बरं. अच्छा.
तो त्या गावातला मोठा व्यापारी होता. आणि त्याचा अ, त्याचा, अ, अ, अ, खिल्ली उडवणे, चेष्टा करणे असा स्वभाव होता. तर हां. तर हा जो तरुण होता, तो त्याच्या मित्राकडे गेला आणि म्हणाला, "अरे मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तू मला काहीतरी भांडवल दे."
अच्छा. अच्छा. हं. भांडवल मागितली. अच्छा.
पण त्याच वेळेस काय झालं, की ते जे धान्याचं गोदाम होतं त्यातनं मोठा आवाज आला आणि तो नोकर बाहेर आला तिथला. तर ह्याने विचारलं, "काय रे काय झालं?" तो म्हणाला, "अहो, तो मोठा उंदीर सारखा पळत होता, बरोबर मारला मी त्याला हा बघा." म्हणून त्याने शेपटीला धरलेला उंदीर असा दाखवला. गलेलठ्ठ मोठा असा उंदीर.
अच्छा. <chuckles> अरे बाप रे! अच्छा. पण स्फोट कसला झाला?
त्यांनी उंदराला मारलं, त्याचा स्फोट नाही. त्याचा मोठा आवाज झाला म्हणजे त्याने काहीतरी फेकून मारलं ना. हं. हं, काहीतरी चप्पल वगैरे मारली असेल, तर तो उंदीर मेला त्याच्यात.
अच्छा, अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. अच्छा-अच्छा. अच्छा-अच्छा.
तर ह्याने काय केलं, तो म्हणाला तुला भांडवल पाहिजे ना? हा घे उंदीर मेलेला. हेच तुझं भांडवल.
हां, हां. अरे बाप रे! म्हणजे चांगलीच खिल्ली उडवली <chuckles> उंदीर देऊन.
हां, पण त्या गोष्टीचा पुढचा भाग ऐका म्हणजे, तर आणि मी तुम्हाला या गोष्ट सांगण्यातून सांगतोय की ती कशी खुलवून सांगायची तर अ, हा म्हणाला, "ठीक आहे, हे हे भांडवल ते हे भांडवल." मग तो ते घेऊन गेला मग त्याचा एक मित्र होता. त्याच्याकडे मांजर होतो तो म्हणाला, "हे घे, माझ्याकडे एक चांगला गलेलठ्ठ उंदीर आहे तुझ्या मांजराला आवडेल." मग तो त्याने दिला. तर मग तो शेजारी होता, तो म्हणाला, "अरे, ह्याला काहीतरी आपण द्यायला पाहिजे." मग त्यांनी त्याच्याकडे एक गुळाचा मोठा खडा होता, तो दिला.
हो, हो. हो, हो. अरे बापरे! म्हणजे हं, हं, हं. अच्छा. म्हणजे उंदऱ्याच्या बदल्यात गुळाचा खडा मिळाला.
हां. मग तो गुळाचा खडा घेऊन तो घरी गेला, घरी एक मडकं होतं, त्याच्यात पाणी त्याने भरलं उ उन्हाचे दिवस होते, तो जंगलाच्या दिशेनं जाऊन, वाटेत जाऊन झाडाखाली थांबला. मग दिवसभर ज्यांनी जंगलातली लाकडं तोडली होती, ते चालले होते परत. त्यांना म्हणाला, "अहो बसा हा गूळ खा, हे पाणी प्या."
हं. हं, हं. हं. अच्छा. ओके. हं, हं. हं, हं. मस्तच. हां.
मग हे केल्यावरती ते सगळे म्हणाले, "अरे, प्रत्येकाने आपल्या मुळीतली 2-2, 3-3 लाकडं त्याला द्या." असं करत त्याला 2 लाकडाच्या मुळ्या मिळाल्या. मग त्या उचलल्या त्यांनी आणल्या त्या विकल्या, त्यातनं पैसे मिळाल्यावर अजून गूळ विकत घेतला, अजून हंडे घेतले मग अजून 2 शाळकरी मुलं घेतली. मग त्या रस्त्यावरती त्यांनी छोटंसं दुकान केलं.
दिले. हां. हां. हां. अजून अच्छा. अच्छा, दुकान पण झालं. <chuckles>
छोटंसं. हां. आणि मग नंतर 3 वर्षानंतर तो त्या मित्राकडे गेला. आणि म्हणाला, "अरे, मी तुझं भांडवल परत करायला आलोय."
हां. हं. अच्छा. अरे बापरे! त्याला लक्षात पण नसेल, की उंदीर दिला होता. <chuckles> पुढे काय झालं?
तो तर तो म्हणाला, "भांडवल." "परत?" तो म्हणाला, "हो." "हे बघ सोन्याचं उंदीर.", म्हणजे जवळ-जवळ सारखं, जवळ-जवळ त्याच आकाराचा सोन्याचं उंदीर त्याने त्याला परत केला.
हं. अरे बाप रे! अरे बाप रे! <chuckles> सोन्याचं उंदीर.
आता ही गोष्ट सांगितल्यावर समोरची मुलं होती ती हुशार होती. ते एकाने हात वरती केला मला म्हणाला, "पण हा मूर्खपणा नाही का? मेलेला उंदीर ज्याची व्हॅल्यू काही नाही त्याच्या जागी सोन्याचा उंदीर देणं हे चुकीचं नाही का? हे व्यवहार चुकीचं आहे." तर मी म्हटलं, "म्हटलं तर चुकीचं आहे, शहरामध्ये पण, म्हटलं तर लहान गावामध्ये बरोबर आहे कारण सगळं भांडवल आणि हे सगळं त्याच्याकडे आहे."
हां. हं. हं, हं. हां. आता. बरोबर आहे. अच्छा. बरोबर. <chuckles>
तो माणूस मेलेल्या उंदरात सोन्याचा उंदीर देतो, त्याच्यावर अजून व्यवसायात गुंतवणूक केली, तर हा नक्की मोठा करेल, या खात्रीने तुला जास्त भांडवल मिळणार नाही का?
बरोबर, बरोबर. <chuckles> म्हणजे त्याची अ, क्षमता आता अ, सगळ्यांना कळली आहे ना, की हे मेलेल्या उंदराचं त्यांनी सोन्याचं उंदीर केलंय. त्याची क्षमता सगळ्यांना कळून चुकली, की हा एवढ्या पटीने मोबदला देतोय. मस्त मस्त उदाहरण होतं हे. मग पुढे काय झालं?
तर हं. आग हां, आता हां. नाही, हे मी त्यांना सांगतो आणि मग त्यांच्याकडे बघतो, की कुठल्याही परिस्थितीमध्ये
मग सगळ्यांना ते अ, बिझनेस कळला असेल, ह्याच्यावरून त्यांना पण कळलं असेल, की बिझनेस अ, बिझनेसची प्रेरणा ह्याच्यातून त्यांना मिळाली असेल की आपल्याला आपलं ट्रस्ट कसं अ, डेव्हलप करायचं आपलं हं.
नाही. मी त्यांना काय सांगतो माहिती आहे, "लोकं म्हणतात अहो काय आमच्या घरी परिस्थिती नाही, मला कोणी मदतच केली नाही, नाहीतर मी बिझनेस केला असता, असं नाही तसं नाही."
हं, हं. हां. बरोबर, बरोबर. त्याने तर त्या मेलेल्या उंदरातून पण अ, पुढे मार्ग काढला. म्हणजे एखाद्यानी
त्याच्या पुढचा भाग मी त्यांना सांगतो, "व्यवसाय करण्यासाठी फक्त एक गोष्ट लागते?"
हां, हां. हं. अन ती म्हणजे?
तर, "कुठली?" तर
कुठली हो?
फायर इन द बेली, म्हणजे पोटामध्ये यश मिळवण्याची, तुम्हाला
बरोबर. बरोबर. एक पॅशन पाहिजे. हो. हो, हो.
ती तेवढी तीव्र." हं. ती असेल ना, तर बाकी सगळ्या गोष्टी जमतात.
अगदी बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
आणि हे सांगितलं. मी गोष्ट सांगून हे सांगितल्यावरती मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा ना."
हं, हं. हो, हो. त्यानी त्या उंदराकडे मेलेला जरी असेल, तरी त्यांनी त्याचं काय करता येईल हे बघितलं. ते त्याच्यावर त्यांनी असं नाही केलं, अरे मी ह्याचं काय करू? टाकून नाही दिलं, त्याच पण त्यानी भांडवल म्हणून वापर चांगला केला.
तर तुम्ही खूप काही करू शकता. हं, हं. हां. तशीच अजून एक गोष्ट मी सा सांगतो, की ब बऱ्याच वेळा म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवत असताना, मी ही बऱ्याच जणांना
हो, हो. हो, हे उदाहरण विद्यार्थ्यांचं सांगितलं. आता तुम्ही दुसरं कुठलं वेगळं उदाहरण वेगळ्या ऑडियन्ससाठी, वेगळ्या प्रेक्ष प्रेक्षकांसाठी
मी हो. मी
वेगळी गोष्ट सांगितली असेल? हां.
हां, बँकेमध्ये आणि मोठ-मोठे प्रोजेक्ट करणारे, म्हणजे साधारण 40-50 वर्षाचे असे लोक असतात, त्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं मी शिक्षण म्हणजे त्याचं ट्रेनिंग घेतो, एक 40 तासाचं ट्रेनिंग असतं 5 दिवसात.
हं, हं. ओके, ओके, हां. मस्त, मस्त. हां. हं, हं.
तर त्याच्यात त्यांना मी एक गोष्ट सांगतो, की प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय? तर, मग त्याच्यासाठी मी गोष्ट कशी सांगतो त्यांना की एक अ, अ, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे, एक अ, ऋषी होते त्यांच्या आश्रमामध्ये, अ, 4 विद्यार्थी होते. त्यांचं शिक्षण झालं आणि ते आपल्या गावी निघाले. आता गावी निघताना आश्रमातून गावी जाताना वाटेत घनदाट जंगल होतं
हं, हं. हं. 4 विद्यार्थी. हं. हं. हं. जंगलात. अच्छा.
तर जंगलातनं जाता-जाता ते चौघं एकमेकांशी बोलायला लागले तू काय शिकलास? मी काय शिकलो? कारण ते तिथले जे परंपरागत नाही आणि ते गुरु होते ते. प्रत्येकाची क्षमता बघून त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचे.
बरं, गप्पा रंगल्या. हां. अच्छा-अच्छा. हां, त्यावेळेला सगळं प्रत्येकाचं वेगवेगळं शिक्षण होतं. बरोबर.
तर अंतिम सिलेबस आणि असं नव्हतं हां. तर
नव्हत्या, बरोबर.
तर ते सगळे जात असताना अ, वाटेत त्यांना एका ठिकाणी खूप सारी अशी हाडं पडलेली दिसली.
हं.
तर ते एक-एक मित्र म्हणायला लागले, "मी काय शिकलो ना, आत्ता बघा तुम्हाला मी श दाखवतो माझं हे, मी शरीरशास्त्र शिकलोय, मी ही सगळी हाडं एकमेकांना जोडून, अ, दाखवतो." तर दुसरा म्हणायला, "मी त्याच्या पुढचं शिकलोय."
अरे बापरे! <shushes> हं, हं. अच्छा.
ते सगळं ऐकल्यावर एक चौथा होता. तो म्हणाला, "अरे मी काहीच नाही शिकलोय. पण एक काम कराल का? मला एक 5 मिनिटं द्या आणि त्यानंतर तुमची हां, हां. ही तुमची हाडं जोडायला नंतर सुरुवात करा, त्याच्याआधी मला एक 5 मिनिटं द्या."
अच्छा. हां. 5 मिनटं. हं.
ते म्हणाले, "बरं."
मग काय केलं?
मी 500 पर्यंत आकडे मोजतो, तोपर्यंत तुम्ही काही करू नका आणि असं म्हणून, त्याने समोरचं एक चांगलं भक्कम झाड निवडलं आणि भरा-भरा त्याच्या फांद्या चढून वरती जाऊन बसला.
हं, हं. अच्छा! हं. अरे बापरे! असं का?
अ, सांगतो ना पुढची गोष्ट. मग त्यांनी ते जोडलं आणि तो म्हणाला, बघा ही सगळी हाडं बरोबर मोडली तर दुसरा पुढचा म्हणाला, "हे तर काहीच नाही. मी या हाडांवरती मंत्र म्हणून मांस पण आणतो."
हां, हां, हां. हां. अच्छा. अरे बापरे! असं?
मग त्याने मांस आणलं. मग तिसरा होता तो म्हणाला, "तर काहीच नाही. मी तर त्याच्यावरती कातडी आणि जीव पण आणतो." म्हणून त्याने मंत्र म्हंटलं आणि तो मंत्र टाकला.
मांस आणलं. हं. अरे बापरे!
आणि अहो, वाघ जिवंत झाला आणि त्या वाघाने पटकन हल्ला करून त्या तिन्ही मित्रांना खाल्लं.
<laughs> अरे, बापरे! म्हणून तो वरती बसलेला. <chuckles> वा रे. हं.
त्यामुळं प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर जो संपूर्ण चित्र बघतो. या प्रत्येकाने आपल्याला काय करता येतं त्याचा पुढे परिणाम काय होईल, हे बघायला नको का?
बरोबर त्यांनी सगळंच बरोबर ना. <chuckles> तुमची मला कथा सांगायची शैली, म्हणजे दोन्ही उदाहरण मस्त होते. त्यातून शिक्षण म्हणजे ते अ, हे पण कळलं की भांडवल म्हणजे कसं म्हणतो ना पॅशन महत्त्वाचं आहे. तुम्ही तो मुद्दा मस्त अ, अ, पुढे त्यांच्या डोक्यात घुसवला असणार त्यांनी पण तो अ, आत्मसात केला असनार आणि इथे सुद्धा एकदम मस्त मुद्दा तो तुम्ही सहज एका गोष्टीने छान मांडला, खूप छान मांडला. मला तुमची शैली खूप आवडली.
हो. अहो, हे काहीच नाही, अ, माझं भाग्य की माझ्या आजोळकडचे आणि माझ्या अ, आईकडचे आणि वडिलांकडचे दोन्हीकडे लोक कथा सांगणारे आणि आजी माझी कीर्तनकार आणि माझे, काका
हं, हं. हं, हं, कीर्तन म्हणजे दे शेवटी देवाचीच कथा झाली की नाही? हो, हो.
कथाच असते. बरोबर. आणि माझे एक अ, काका प्रसिद्ध अ, कथालेखक होते. तर त्यांच्याकडनं इतक्या सुंदर, सुंदर गोष्टी अ, मी ऐकल्यात लहानपणी की अ
अच्छा. हो, हो. कथा माहीत असणं आणि ती बरोबर त्या अ, जिथे हवी आहे त्या अ, विषयाला पुढे कसं मांडता येईल, बरोबर त्या कथेचा वापर करून ही पण एक मस्त कला आहे. जी तुम्ही मस्त या 2 उदाहरण उदाहरण जे दिले, त्यातून मला खूप अ, दोन्ही गोष्टी आता लक्ष आयुष्यभर लक्षात राहणार. त्या गोष्टी मला पण एक त्याचं म्हणतात ना मॉरल ऑफ द स्टोरी अ, लाइफ टाइम लक्षात राहणार आहे. तर तुम्ही असं काहीतरी सांगू शकाल का, की गोष्ट सांगताना, काही नाही करायचं? कधी-कधी काय होतं, की सांगताना गोष्ट तरी चांगली असते, पण त्याचा तेवढा प्रभाव, जसा तुम्ही सांगितला, तसा प्रभाव होत नाही. असं काहीतरी सांगाल का, की जे अशी गोष्ट नाही केली पाहिजे.
हं. हो, नाही आणि काय असतं ना हं. हं. हो, हो. पहिलं ना, की पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या कथांमध्ये ना, नोन टू अनोन जायचं असतं. म्हणजे लोकांना माहिती असेल अशा वातावरणातली गोष्ट सांगायची. त्यानंतर ती अशी खुलवायची. ती खुलवताना असं मग सांगायचं, मग एक मित्र होता त्याने त्याच्या दुसऱ्याच्या खांद्यावर हात टाकला आणि तो म्हणाला, "अरे, काय सांगतोस तू नुसतं या हाडांना कसं जोडायचं हं, त्याच्या पलीकडे मला येतं, थांब, थांब, मी करूनच दाखवतो." मग हे सगळं करूनच हां, हे करूनच दाखवतो म्हटल्यावर, दुसरा म्हणा, "ए, जरा थांबा. आ, जरा मला 500 पर्यंत म्हणू दे." असं म्हणून तो जा, त्याच्यात काय तयार केलं मी, की मी त्याच्यामध्ये सस्पेंस तयार केला.
हं. हं, हं. अच्छा. हो, हो. हं. बरोबर, हां, हां. हां, हां, हां, हां. हो. म्हणजे 1 प्लॉट तयार केला. हां. हां. हां. सस्पेन्स. हं.
आणि का बरं असं हा म्हणतोय. तोपर्यंत ती हाड व वाघाची होती हे सांगितलंच नाही.
हां. <chuckles> बरोबर तुम्ही एकदम शेवटी सांगा हां. <chuckles>
त्यांनी काय झालं? त्यामुळे पंच तयार झाला.
बरोबर, बरोबर. एकदम, "अरे वाघाची!" हो, मी तेव्हा हसले बरोबर आठवतंय मला. नि
आणि दुसरी गोष्ट शब्दात कसं करायचं माहिती आहे का, "टेल, शो." हा अ, कथा सांगण्याचा नियम आहे. म्हणजे
हं, हं. परत एकदा सांगाल? व्यवस्थित म्हणजे अजून.
"डोन्ट टेल, शो." म्हणजे
शो ओके. डोळ्यासमोर आलं पाहिजे.
म्हणजे हां. म्हणजे सुंदर समुद्र किनारे तो चालला होता. हं, हं, हां.
हं. <chuckles> अच्छा-अच्छा.
ती समुद्राच्या कानावर चालत-चालत होती. मस्त मऊ, वाळूचा स्पर्श. बघा, ते अ, ऐकणारे आहेत ना, त्याला पंच इंद्रिय आहेत ते प्रत्येक गोष्टी. गार झुळूक अंगावरून गेली. <sucks teeth> तिचं अंग शहारलं. <chuckles>
हं, हं. अच्छा! हां, हां, मग ते बरोबर. अच्छा, मला फक्त डोळ्यासमोर वाटलं पण तुम्ही बोलायला लागल्यावरती, अच्छा, म्हणजे का हातावर म्हणजे गारवा वगैरे आता हे सगळं सुचायला लागलंय मला. <chuckles> बरोबर, छान म्हणजे तुम्ही त्याच्यात घेऊन जाता, त्या गोष्टीमध्ये आम्हाला घेऊन जाता. त्या माणसांमध्ये आता 4 माणसांजवळ आम्ही पण आहोत. त्या 4 मुलांमध्ये जणू काय आम्ही पण समोर आहोतच. असं तुम्ही आम्हाला घेऊन गेलात. बरोबर.
हां. हां. हो, हो. आणि मी अभ्यास म्हणून अ, वऱ्हाड निघाले लंडनला. हा एकपात्री प्रयोग बघितला. अजूनही उपलब्ध आहे बघा तो. डॉक्टर अ, लक्ष्मण देशपांडेंचा. ते नाट्यशास्त्री विभागाचे प्रमुख होते आणि वऱ्हाड निघालंय लंडनला नावाचा एक प्रयोग त्यांनी बसवलेला विनोदी. आणि फक्त मफलर घेऊन ते स्टेजवर उभे राहतात आणि 3 तास कुठलीही सामग्री नसताना हसवतात.
हां, हां. अच्छा. अच्छा-अच्छा. अच्छा. अच्छा! हां. 3 तास? अच्छा. म्हणजे फक्त कथेच्या आधारे.
फक्त कथेच्या आधारे. आणि इतकं सुंदर हां. त्यातल्या अनेक गोष्टी मी शिकलो. एक वॉइस मॉड्युलेशन.
स्मूस सॉलिड, सॉलिड. हां.
म्हणजे तुम्हाला सांगतो, बोलत असताना ना, अचानक आवाज एकदम कमी करायचा आणि तो म्हणाला
हं, हं. हं. अच्छा.
मग त्याला काय दिसलं अचानक?
बरोबर.
मध्येच पॉज. <chuckles> आता हे लहान मुलांना सांगितल ना, की त्यांची कल्पनाशक्ती फार भारी असते. <chuckles> ते फार छान कल्पना करतात.
बरोबर. बरोबर, हां. हो. ते त्यात घुसून जातात.
हं. पण कॉर्पोरेटमध्ये थोडंसं वेगळं करायला लागतं, हे सांगताना थोड्या कॉर्पोरेटला जमणाऱ्या हा, हां. तशा उदाहरणं सांगायला लागतात. अ, मी जेव्हा दुबईमध्ये जाऊन शिकवत होतो, तेव्हा मग मला फुटबॉलची उदाहरणं द्यायला लागायची. मी भारतात नेहमी क्रिकेटची देतो, तिकडच्या लोकांना क्रिकेटच माहिती नाही. <chuckles>
थोडंस प्रोफेशनल, हां. बरोबर. एकंदरीत ना, मला एवढं कळलं आहे, की कथा सांगताना अ, ऑडियन्सला आपल्याम कथांमध्ये शामिल करून पुढे जायचं आहे. तुमच्याशी बोलून मला खरंच खूप बरं वाटलं. मलाही आता ही गोष्ट काहीही सम शिकवायचं असेल, तर गोष्टीरूपीने नक्की सांगता येईल. धन्यवाद.
हो. धन्यवाद. थँक यू.